आणि ते आपण दरवर्षी बोलत असतो एका सणामध्ये, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. बऱ्याच वेळेला फक्त सुरसुरी हातात घ्यायची आणि बोलायचे, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. पण त्याच्यापुढे गाई म्हशी कोणाच्या? गाई म्हशी लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? लक्ष्मण आई-बाबांचा. हे आम्हाला माहितीच नाहीये. आम्ही फक्त दिनदिन दिवाळी
कोणतं बरं? अच्छा माहिती होत एके काळी पण विसर पडत गेला त्याचा.
ते विसर पडत गेला. त्याच्यामुळे आज आज माझ्या शाळेमध्ये मुलांना ओपन डे आहे, त्यांना माहिती नाही, की ह्या ओपन डेला मराठीत काय म्हणतात.
हं. अगदी बरोबर.
"अरे मम्मा, आज आहे ना आमच्याकडे चॉकलेट डे आहे. मम्मा, आज मदर्स डे आहे. ए मम्मा, आमच्याकडे ना आम्ही ग्रँडपेरेंट्स डे साजरा करणार आहोत हं." अरे, ग्रँडपेरेंट्सला आजी-आजोबा म्हणतात रे आणि मदर्स डे पेक्षा मातृदिन खूप सुंदर आहे रे. हे जर त्यावेळेला पालकांनी तिथे समजवलं नाही तर ती मग मात्र मुलं अशीच
अरे बाप. यामागे हे असंही कारण असू शकतं का, की आजकालचे पॅरंट्स जे आहेत, ते पाल्याला जेव्हा शाळेमध्ये वगैरे टाकतात, तर त्यांचं फर्स्ट प्रिफरन्स जे असतं, तर ते प्राधान्य जे आहे, अ, इंग्लिश शाळेलाच देतात. म्हणजे मराठी शाळा म्हणजे कुठेतरी लो स्टँडर्डची शाळा असंही एक चित्र झालं आणि यामुळेही अ, अ, भाषेचा अ, हरवला जात आहे असं वाटतं का?
भाषेच हे घेतात. अ. हो. होय, दुर्दैवाने दुर्दैवाने हे होत आहे. पण आता त्याला म्हणजे तो जी भाषा आहे ना, ती पुनरुज्जीवित करायला पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर पालकांनी किमान ह्या सर्व्या सर्व जी शर्यत चालू आहे ना, माझ्या मुलाला इंग्लिश यायला पाहिजे, माझ्या मुलाने पुढे जायला पाहिजे त्याच्यामध्ये जर घरात तुम्ही किमान, किमान मराठी भाषा मुलांना सनावारातून, परंपरेतून, गाण्यांतून, कथाकथनातून जिवंत ठेवली तर तुमची मुलं मल्टीलिंग्वल होतीलच आणि तुमची भाषासुद्धा जिवंत राहील.